हां, रेखीव असायचा, कुणाचं कसं कोणाला एवढं खास नव्हतं येत, म्हणजे मला तेवढा काही चांगला येत नव्हता लहानपणी बनवता, आता येतो. पण तेव्हा अ, म्हणजे ज्याचा छान असेल ना, तो अ, असा आखीव-रेखीव की त्याने सगळे त्याचे अवयव म्हणजे सगळे आपण बोलतो ना, की पूर्ण त्याला अ, सजवलेलं असेल, असा गणपती अ, चूज करायचा आणि तो आपल्या गणपतीपुढे ठेवायचा आणि ह्या उत्साहाने काय करायचे मुलं, "नाही मग आपल्या बाप्पापुढे गणपती जाईल ना," ते अजून जोशात येऊन अ, अजून असं जास्त आपल्याला इन्व्हॉल्व करून द्यायचे त्याच्यामध्ये, बनवण्यामध्ये.
हं, हं, हं, हं. हो, हो. अगदीच छान. पण मग अ, त्या काळी अ, तुम्ही त्या गणपतीला रंग देण्यासाठी कुठले रंग वापरत होतात?
हां, तर अ, रंगमध्ये ना आता <chuckles> जर खरं सांगितलं तर काय एवढं पैसे वगैरे आणायचे, तर आम्ही रांगोळी असायची घरामध्ये <inhales> रांगोळीत थोडं-थोडं पाणी घालायचो आणि ते कलर करायचो आम्ही. आणि
हं, हं, हं. बरं. हो, हो. अच्छा, कलरच्या रांगोळीमध्ये पाणी टाकून त्याचा कलर बनवायचं?
हो, ते कलर आणि हां, मग त्यांनी ना अ, कलर बरोबर बसायचा किंवा मग आपलं हळदी-कुंकू असायचं, तर हे दोन कलर फिक्स असायचे, कारण की हळदी-कुंकू प्रत्येकाच्या घरात असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना व्हाईट कलरसाठी ना, चुना असायचा पहिले घरांना चुना वापरायची. तर चुना ना तो चुना व्हाईट कलर म्हणून वापरायचं. म्हणजे आम्ही ना जुगाड घरातली घरातच करायचो कारण की आपल्याला पैसे देता, नाही देता परत ते म्हणशील तुम्हाला
हो. बरोबर, हे रंग फिक्स आहेत. हं. चुना. हो. बरोबर. हं, हं, हं, हं. <chuckles> तेव्हा पैशांचं काही अ, एवढं अ, मोल नव्हतं श्रेष्ठ. आणि मग अ, हे सगळं आहे मातीची जी खेळणी आहेत. ती अ, टिकण्यासाठी म्हणा कारण ती <tsk> लगेच फुटणारी वस्तू आहे, पडली की फुटेल असं, तर मग ती टिकण्यासाठी तुम्ही अ, काही वेगळ्या अ, गोष्टी वापरायचे का म्हणजे जसा गम झाला, डिंक झाला असं काही की ते पक्कं राहील आणि खूप दिवस टिकेल?
हम्म. हो. हं. अ, मी सांगू का, आम्ही गम वगैरे नाही वापरत. तेव्हा एवढं काही कळत नव्हतं. पण आजी जी होती ना, आज्जी अ, तेव्हा ते घरं लेपायला बघा ना, असं म्हणजे ना माती ना प्लस ना शेणाचा वापर करायचे, जेणेकरून हे मजबूती भेटेल. मग तसं आम्हाला ती सांगायची, की जर तुम्हाला काही वस्तू मजबूत बनवायची असेल ना, तर तुम्ही ना जर तुम्ही आपण बोलतो ना की 3 अ, अ, 1/3र्ड असा अ, शेणाचा वापर करा त्याच्यामध्ये, जेणेकरून ना त्याला एक मजबूती येईल आणि घट्टपणा येईल कारण की गम, ग्लू वगैरे तेव्हाच्या काळात एवढ्या गोष्टी माहीत नसायच्या. मग ती आम्हाला सांगायची शेण घरगुती उपाय ना, तर तो खरंच खरं सांगू का अ, शेण जेव्हा मिक्स करतो ना, आ तर त्याला क्रॅक सुद्धा पडत नाही. म्हणजे एवढ्या भारी वस्तू बनायची आणि आपल्याला काही शेण खूप सारं कालवावं नव्हतं लागत त्याच्यामध्ये, म्हणजे आपण बोलतो की अ, थोडंसं म्हणजे 1/3र्ड फक्त कालवावं लागायचं त्याच्यामध्ये शेण थोडंसं आणि बाकीचं सगळं माती असायची आणि तितक्या छान बनायच्या ना वस्तू.
हं, हं. हो, बरोबर आहे. हे खरं. हो. अगदी खरं आहे. हं, हं, हं. <chuckles> हं, हं. हो. हां, हां, हां, हां. बरोबर.

मला अ, म्हणजे खरंच वाटतं ना वैयक्तिक की अ, लाकडी वस्तू घ्या म्हणजे तुम्ही लाकडी मार्केटमध्ये भरपूर वस्तू आहेत जेणेकरून प्लास्टिकचा वापर नाही होणार, आता भरपूर अ, म्हणजे आताचे काही-काही पालक हो, पालक तर आता भरपूर अ, मुलांसाठी लाकडी मागवतात, बघा ते वाजवायचं पण असते एक लाकडीच असतं. परत खुळखुळा पण लाकडीच आलेला आहे. परत म्हणजे भरपूर गोष्टी, भांडी सुद्धा लाकडीची आलेली आहे. म्हणजे मी बघितली तर भांडी पण आहेत लाकडीची म्हणजे आता भरपूर अ, पर्यावरणाचं लक्ष रक्षण व्हावं म्हणून खूप साऱ्या म्हणजे प्लास्टिकवर आहेच, पण मग लाकडीला पण तेवढं प्राधान्य आहे, तेवढे महाग असतात पण आहे ना ते अ, पर्यावरणासाठी पण चांगलं आहे ना, आपल्या स्वतःसाठी कारण की मुलं वस्तू तोंडात घालतात आणि ते प्लास्टिक तोंडात कसं छोटा तुकडा ते चावून, चावून, चावून तो छोटा तुकडा तोंडात गिळतो पण आणि तो हानिकारक आहे. तर ज्याची करून मला असं वाटतं, की अ, लाकडी वस्तू माती तर कसं आहे आता आई-वडील काही मातीत खेळू देत नाही मुलं, छोटी मुलं आणि ते माती वगैरे खातात त्यांचं असं असतं, की मग पुढे त्यांना त्रास होतो. तर मग अ, मला असं वाटतं, की असं क्ले आणून पण तुम्ही वस्तू बनवू शकता. त्यांना शिकवू शकता आणि दुसरी म्हणजे लाकडाची वस्तू वापरू शकता. प्लास्टिक तर पूर्ण बंदच झालं पाहिजे पण आता सगळ्यांना पॉसिबल नाही होत, त्याच्यामुळे ते आणता प्लास्टिकच्या वस्तू. प्लास्टिक ऐवजी तुम्ही अ, याच्या पण वाप का म्हणजे अ, ते असते ना मऊवाल्या कपड्यांच्या पण वस्तू कपड्यांचा वस्तू पण भेटते, म्हणजे डॉल वगैरे प्लास्टिकचे न वापरता तुम्ही कपड्याची वापरू शकता.
अच्छा. हं, हं, हं, हं. पर्यावरण आपलं प्रदूषित होतंय. बरोबर. हो, हो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. हो, हो. हं, हं, हं. अगदी खरं आहे. हं, बरोबर आहे. हं, हं, हं. अगदी. हो ना. हो. हो, हो. कपड्याच्या वापरा, हो. अगदीच. मग आता जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही मातीचे अ, जे काही खेळणे बनवायचे लहानपणी. तर मग तुम्ही त्यावर अशा काही डिझाईन्स वगैरे काढायचंय का? की जेणेकरून अ, तुम्हाला नक्षीकाम पण येईल किंवा त्याचंही ज्ञान होतं, जे की तुम्ही पुढच्या पिढीला सांगू शकता?
हो. नाही आम्ही ना आपण म्हणायचो ना ते अ, असं मोठी-मोठी पाण्या भरण्यासाठी आपण ती हंडी असतात. हंड्यांवर आम्हाला ना, काडीनी डेकोरेट करायला आवडायचं. त्याला काय फक्त लाईन काढायच्या असायच्या अशा-अशा ना. तर ते ना वाळ सुकलं का ते खूप छान दिसायचं, कारण की आपण दुसऱ्या गोष्टींवर किंवा असं छोट्याशा आम्ही प्लेट्स बनवायचो ना, त्याला पण नक्षीकाम करायचं बघा, अजून पण काही-काही स्टीलच्या ना भांड्यांना असतात तसे डिझाईन. तसे आम्ही डिझाइन करायचं ते. आमच्या दृष्टीने आम्हाला त्या खूप मोठ्या वाटायच्या, पण ते एवढं नसायचं पण ते छान वाटायचं, की अ, असं वा सुकलं का ते खूप छान दिसायचं आणि मग त्याच्यावर आहे ना आम्ही, असं म्हणजे क जो चुना असायचं ना चुन्याचा चुन्याच्या अ, म्हणजे कलर करायचं फक्त त्या जो कोरलेला भाग असायचा त्याला, त्यामुळे ते इतकं उठून दिसायचं ना.
हां. हां, हां. अरे वाह! हं, हं, हं. हो, हो. <chuckles> हो, हो. अगदीच. अगदीच. <chuckles> बरं आता बघ हे अ, तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की अ, जुनी खेळणी जी होती मातीची, ती खरंच अशी वापरली पाहिजे. त्यालाच आपण इको फ्रेंडली म्हणू शकतो. आजच्या, मग आजकालच्या मुलांना म्हणजे ते जे असे खेळतात जास्त टाईम स्क्रीनवर घालवतात. अ, YouTube बघा, अ म्हणजे मोबाईल बघा, यावर घालवतात. तर तुम्हाला काय वाटतं, की त्यांच्या खेळण्यावर काम करणं कितपत गरजेचं आहे?
हो.

आपण बघतोच की बऱ्याच जणांकडे खूप साऱ्या प्रकारच्या कला असतात. खूप कलात्मक गोष्टीही असतात अ, जे की ते अ बनवत असतात. तर अ, लहानपणी तुम्ही स्वतःची खेळणी कधी बनवली होती का? आणि ती कशाप्रकारे याबद्दल काही सांगाल?
हां. हो मला भातुकली खेळायला खूप आवडायचं लहान असल्यापासूनच. हो, तर अ, मी अ, म्हणजे मी बाळ हं असायचं आता तेव्हा कसं असायचं की एवढं अ, म्हणजे जी बाहुली असायची विकतची आता आपण आपल्या मुलांना तर लगेच घेतो ती बोलायची असू, सगळे असो. तर आपल्याला काय एवढे आपले आई-वडील घेत नसायचे. म्हणजे मला तर कधीच भेटली नाही डॉल वगैरे ते अशा. तर अ, मला ना मग मला खूप आवडायचं तर मग मी ना अ, कपड्यांपासून बनवायचे. म्हणजे मी अ, डॉल कशी बनवायची की अ, कपडे असायचे, तर शेप तसा कापायचा बाळासारखा म्हणजे हात, पाय त्याला सगळं. हो. <chuckles>
अरे वाह! हं, हं, हं. बरोबर आहे. अगदी खरं आहे. हो, हो. वाह! अरे बापरे! म्हणजे तुम्ही ते कपडे अ, शिवायचे ते डॉलचे. वाह! वाह! वाह! वाह!
हो आणि त्याच्यात आहे ना, जुने कपडे भरायचे सगळे म्हणजे त्याचे पाय पण तयार व्हायचे, हात पण तयार, तोंड पण तयार, पोट वगैरे आणि ते सगळे एकत्र शिवायचं.
हां, हां. हां, हां. अगदी सुरेख. <chuckles> अरे वाह!
हां आणि मग त्याला आ, एखादा फ्रॉक शिवायचा, पॅन्ट शिवायची अशी किंवा आपले जे छोटे कपडे झालेले असता ना, त्याचं ते अर्धं कापून वगैरे शिवून त्याला घालायचं आणि असा आम्ही डॉल तयार करायचो, कापडापासून.
हं, हं. अगदीच, छान. मग ते तुम्ही असे डॉल अ, फक्त डॉलच बनवायचे की बाकी पण असे काही अ, मूर्ती होत्या त्या बनवायचे?
नाही आम्ही असं अ, खेळणी वगैरे बनवायचं ना, असं ते एक नाही का अ, याची अ, बाजरीचे वगैरे जे असं पाठीमागचे ते असतात. अ, असे देठ असतं अन् त्याचं नाही का, ते हे बनवता अ, म्हणजे अ, मधलं कापसासारखं असतं मऊ-मऊ अन् त्याच्यापासून आम्ही बैलगाडी वगैरे बनवणं. असे अ, म्हणजे अ, गाडी वगैरे बनवणं, त्याचे चाक बनवणं. अ, परत अजून तारीपासून पण नाही का, ते तारीपासून एक गाडी बनवता, बघा 2 चाकं आणि मध्ये तार लावली का ते अशी घेऊन रस्त्यावर पळणं. हे अशा गोष्टी आम्ही अ, केलेल्या आणि परत मातीची भांडी बनवणं वगैरे, ते तर असायचंच.
किंवा खेळणी? हां. बरोबर. हां, हो. हो. अरे वाह! अगदी उत्तम. हं, हं. हं. हां, हां, हां, हां. बरोबर. बरोबर. हां, हे खूप अ, कॉमन आहे. हे मातीची भांडी या सगळ्याच बनवतात म्हणजे मी पण बनवलेली आहेत. <chuckles>
हो. <laughs> तो कारण की लहानपणीचा तोच एक खेळ होता. मातीची भांडी.
हो.